आपण बघतो ना की एखादा नवीन दिवस सुरू झाला की सूर्योदय किती छान दिसतो आणि आकाशात किती रंग पसरतात आणि तसंच जेव्हा दिवस संपत येतो, तेव्हा सूर्यास्ताची काही वेगळीच जादू असते ना? म्हणजे इतकं छान वाटतं ना की हळूवारपणे प्रकाश कमी होतोय आणि हळूहळू असं छान असं सूर्यास्त आपण जर पाहायला भेटला, तर त्याचं एक वेगळंच जादू आणि वेगळंच एक्सपिरियन्स असतं. तर तुम्ही सांगा ना की म्हणजे तुम्ही कधी सूर्यास्त बघताना तुम्हाला जाणवलं आहेत का? की तुमच्या भावना कसे असतात? शांत असतात का? की तुम्हाला रंग आवडतो आभाळात? की काय आठवण आहे तुमची ह्याची?
हो, हो. हो. अ, मग मी तर तसं बोलायला नाही, नाही बोलणार की मी दररोज किंवा खूप मोठ्या प्रमाणात सूर्यास्त बघत असते. आणि मी तुम्हाला सांगेन की सूर्यास्त बघताना सगळ्यात मोठी आपल्याला जाणीव होती की आजचा दिवस संपत चालला आहे. आणि आकाशात जे रंग असतात आणि आपल्या मनात जी शांती असते, ती खूप मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे सूर्यास्त बघताना असं वाटतं आपल्याला की ठीक आहे आजचा दिवस झाला आणि बाकीच्या गोष्टी आपण ज्या केलेल्या आहेत, त्या खूप मस्त झाल्या. आणि ते बघताना आपल्याला जाणीव होते की, हा दिवस संपत चाललाय, हे होतंच. पण एक शांतता आणि तो रंग बघून पण समजतं की अरे वाह!
अरे वाह! हो. हो ना. हं.
खूप छान गेला आजचा दिवस आणि तुम्ही मी तुम्हाला सांगेन की समुद्राच्या ठिकाणी कधी तुम्ही सूर्यास्त बघायला गेलात का, म्हणजे तिथलं जे वातावरण असतं ते खूप वेगळंच असतं. कारण समुद्र, मग लाटा, खारं पाणी आणि त्याचा जो वास येत असतो, गंध येत असतो. ते खूप म्हणजे खूप असं शहरा ठिकाणी ते असं अनुभवायला भेटत नाही, मला वाटतं.
हो. हं, हं. हो ना. हं. हो, ते वेगळंच असतं, नाही का? मग मला असं सांगा, की अ, कधी तुम्हाला असं वाटलंय का, की सूर्यास्त जेव्हा होतो, अ तर अ, तुम्हाला ते कुठून पाहायला आवडतं? ते तुम्ही कधी विचार केला? की म्हणजे समुद्र किनाऱ्यावर तुम्हाला सूर्यास्त पाहायला आवडतो, की तुमच्या अ, घराच्या खिडकीतनं अ, किंवा गच्चीवरून असं समुद्रकिनारा दिसतो, की गावातल्या अंगणातलं सूर्यास्त आवडतो? काय आवडतं? म्हणजे तुमच्या ठिकाणात तुम्हाला सगळ्यात एकदम असं छान अनुभव आला आहे?
हो. अ, मी तर बोलेन, माझा असंच अ, मला सगळ्या ठिकाणावरून सूर्यास्त बघायला आवडतं. म्हणजे मी शहरात जरी असेल, स्कायलाईन वरून एक मस्त असा सीन दिसतो आपल्याला, हो की नाही, सूर्यास्ताचा. पण गावाला जेव्हा आपण असतो, समुद्राच्या ठिकाणी आपण गेलो पण संध्याकाळी 6-5 वाजता आणि तिकडचा जो सूर्यास्त, तिकडची जी हवा असते किंवा तिकडची जी माडं असतात एका लाईनीमध्ये लागलेले, तिकडे जाऊन बसायला एक वेगळंच अशी शांतीच भेटते आपल्याला, बोलता येईल. आणि माझं बोललात ना, मी घरी गेले, की मी बोलेन, की सूर्यास्त मी अजूनपर्यंत कधी घरी बसून नाही बघितलाय. आम्ही कझन्स जेव्हा मिळतो, तेव्हा सगळ्यांचं पहिलं हेच असतं, की जायचंय आपल्याला आज सनसेट बघायला, दॅट्स इट! कोणी काही नाही बोलायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण जातोय, तेव्हा मग खायला घ्यायचं काहीतरी, लाइक वडापाव किंवा शेवपुरी, पाणीपुरी खायची आपल्याला खूप क्रेझ असते, हो की नाही? ते घ्यायचं आणि मग सगळे जण जाऊन मस्त एका अ, ठिकाणी बसणार. आमच्या इथे आहे ना समुद्राच्या ठिकाणी अ, म्हणजे शंकराचं मंदिर आहे. आणि तिथे बसल्यावरती हां, तिथे बसल्यावरती असं वाटतंय, की आपण स्पिरिच्युअली पण कनेक्टेड आहोत आणि नेचरसुद्धा आपण नेचर सूद सोबत सुद्धा आपण कनेक्टेड आहोत. म्हणजे एवढं भारी फीलिंग येतं ना. कारण मला वाटतं, सगळे लोकं थकून आलेले असतात. आपल्याला शहरातलं जेवण आणि तिकडचं जेवण ह्याच्यामधला डिफरन्स तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात समजतो. आणि तेव्हा मग सिबलिंग्स सगळे असतात, कझन्स असतात, खूप मस्त गप्पा रंगलेल्या असतात.
अरे वाह! हं. अरे वाह! हं. हो ना. हो. हां, हां. हं, हं. हो. अच्छा. हां. वाह! हो ना. हां. खरंच. हां. वाह! हं, हं. हो ना. <chuckles> तेच सगळ्यात जास्त आवडतं असणार ना. म्हणजे जेव्हा आपण एकमेकांशी कनेक्ट होतो आणि खूप भरपूर गप्पा गोष्टी करतो, मनसोक्त बोलतो त्यांच्यासोबत, तर मग किती छान एकदम असं रिलॅक्स फिलिंग वाटतं ना?
हो, हो. हो. हो. खूपच जास्त.
मग एखादा अ, एखादी अशी आठवण तुम्ही शेअर कराल का माझ्यासोबत? म्हणजे जेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे अ, काय सांगू की एखादी अशी छान घटना, जेव्हा सगळे म्हणजे असे खूप हसले असाल, एखादी कॉमेडी घटना किंवा काही असं इंटेन्स झालं असेल, ते असं काही आठवतं?
अ, मला आठवतंय, तुम्हाला माहिती असेल की तुम्ही कोकण साईडला कधी गेलात, तर दापोली करून एक गाव आहे. तर तिथे माझी मैत्रीण होती आणि तिकडे आम्ही जात होतो. आणि दापोलीला जाताना रस्ते खूप बेकार, म्हणजे असं होतं की बापरे! इथून मला व्यवस्थित जायचं आहे तिच्या घरीपण आणि रिटर्नपण व्यवस्थित यायचं आहे. आणि जेव्हा आम्ही जात होतो, तेव्हा संध्याकाळची वेळ होती, सनसेट होता. आणि सगळे विसरले की आपला जीव किंवा आपण घाबरलोय म्हणून. सगळ्यांचं लक्ष समुद्राकडे गेला आणि सनसेट बघण्याकडे गेला. जो सूर्यास्त होत होता, त्याच्याकडे गेला. आणि मग आम्ही तिच्याकडे गेलो, मग जेवण वगैरे झालं रात्रीचं, सकाळी मस्ती वगैरे झाली सगळी. आणि नंतर मी तुम्हाला सांगते, तिचं घर आणि समुद्र जो असतो, त्याच्यामध्ये असं चालतात ना आपण, 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं त्याच्यापेक्षाही कमी एवढं अंतर होतं. म्हणजे अगदी लगत लागूनच समुद्र होता.
हो. अच्छा. हं. अच्छा. हं, हं. अरे वाह! हं. हं. हो. अच्छा.
तर संध्याकाळी आम्ही सगळे समुद्रावर गेलेलो आणि एवढी मजा-मस्ती आणि धमाल केलेली ना. म्हणजे बघा ना, जेव्हा आपण मित्र-मैत्रिणी एकत्र असतो, तेव्हा आपल्याला एवढं काही भान नसतं किंवा रिस्ट्रिक्शन नसतात कोणत्याही गोष्टीचे. मग एकमेकांना चेष्टा करणं किंवा मग ते आपण वाळूची जे घरं बनवतो, तसं काहीतरी करणं एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे आम्ही मोठे असून सुद्धा या गोष्टी केल्या तेव्हा.
वाह! हां. हो ना. <chuckles> वाह! वाह! वाह! किती मजा.
आणि तेव्हाचा जो प्रसंग मला खूप आठवून पण एकदम भारी वाटतं.
हं. खरंच खूपच मजा आली आहे तुम्हाला, असं मला जाणवतंय तुमच्या बोलण्यातून. मग मला असं सांगा की एखाद्या दिवशी जेव्हा तुम्ही समुद्र किनारे बसलात आणि तुम्ही म्हणालात ना की तिथे एक मंदिर पण आहे.
<inhales> हो. हो.
मग तुम्हाला तो अनुभव म्हणजे अ, कसं वाटतो? एकदम असं वाटतं का, की आपण देवाशी कनेक्टेड आहोत? खूप असं धार्मिक अनुभव वाटतो का तो?
अ, खूपच जास्त. म्हणजे बघा ना, खूप कमी वेळा असं होतं की आजू-बाजूचा निसर्ग चांगला आहे आणि आपण देवाच्या ठिकाणी गेलोय. म्हणजे आपल्या इथे किंवा मराठी संस्कृतीमध्ये किंवा बाकीच्या ओव्हरऑल इंडियामध्ये तुम्ही टेम्पल्स बघितलात, तरी ते कधी-कधी शहराच्या ठिकाणी अडकतात. खूप सारी तिकडे सिव्हिलायझेशन झालेली असते. पण अशा ठिकाणी कधीतरी गेलं की समुद्र जवळ आहे, आपण देवाजवळ पण एवढे कनेक्टेड आहोत आणि आपली आजू-बाजूची लोकं आहेत, ती पण आपल्या खूपच जवळचे आहेत. अशा वेळेला मी तर म्हणते सगळ्यात सेफ फील होतं. म्हणजे भीती नाही वाटत कोणत्याच गोष्टीची. आपण धास्ती कसल्याच गोष्टीची धास्ती नसते ना, असं वाटतं की खूप शांत झालेलं असतं मन तेव्हा. कोणत्याही गोष्टीची भीती न वाटता. आणि आपलं लक्ष आहे ना, स्वतःकडे आणि बाजूच्या गोष्टींकडे असतो. तेव्हा नाही फोन असतो अन् नाही कोणाची कचकच असते. तेव्हा आपण ट्राय करत असतो की त्या क्षणामध्ये आपण कसे राहू.
हं. हो. हो ना. हं, हं. हां, बरोबर. बरोबर. हां.
तर मला वाटतं, की मी जेव्हा -केव्हा त्या ठिकाणी गेले. जसं मी तुम्हाला सांगितलं जिथे समुद्र आणि मंदिर आहे. तिथे गेल्यावरती खूप कनेक्टेड फील होतं लोकांसोबत, समुद्रासोबत, तिथे झालेल्या त्या सूर्यास्तासोबत आणि नेचरसोबत सुद्धा.
हं, हं. हां. वाह! किती छान ना. मग तिथे बसल्यावर तुम्हाला असं कधी एखाद्या दिवशी जाणवलं का? की म्हणजे अ, अशी काही घटना आपल्या आयुष्यात घटते ना कधी-कधी आणि आपण म्हणतो, की चला बाबा एखादं क्लोजर आपल्याला भेटलं. आणि हां, दिवस संपला आणि ती घटना पण पूर्ण झाली. आता उद्या आपली एक नवीन सुरुवात होणार, अशी काही फीलिंग्स येतात कधी ते कधी?
हो. अ, मला आठवतंय, की जेव्हा मी कॉलेजमध्ये होते, 11th-12thमध्ये तेव्हा हॉस्टेलला राहायचे. आणि तेव्हा कसं असतं, वॉर्डन खूप कडक असतात, कुठे जाऊ देत नाही आपल्याला. पण मी आणि माझी रूममेट, आमचा पेपर जो होता, तो खूप घाण गेलेला.आणि फिजिक्सचा फिजिक्सचा पेपर होता, ठीक आहे. आता तुम्ही इमॅजिन करा, आता तो फिजिक्सचा पेपर खूप घाण गेलेला. आणि आमचं असं झालेलं, की "भाई आता इथे थांबलो तर, आपलं डोकं पण फुटेल." तर मग आम्ही त्यांना सांगितलं बाजारात जातोय. आम्ही गेलो समुद्रावर, संध्याकाळी सूर्यास्त झालेला आणि आम्ही मस्त गप्पा मारत होतो तिथे. म्हणजे असं बोलता येईल, की त्या ठिकाणी जाऊन मन शांत झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला वाटतं हा फ्युजन आहे ना, समुद्र आणि सूर्यास्त, खूप वेगळाच आहे. खूप शांती देऊन जातो आपल्याला. आणि तिथून आल्यावरती आम्हाला असं वाटलं, की वाह! छान केलेलं आपण. खोटं जरी बोललो असो, तरी जाऊन खूप चांगलं केलं. कारण आपले मनःशांती भेटते तिथे गेल्यावरती. आणि सूर्यास्त बघितल्यावर एक वेगळंच असं काहीतरी वाटतंय, की अरे! आजचा दिवस संपला. याची एक तुम्हाला ओढ देत असतो ती गोष्ट, म्हणजे उद्या ही नवीन सुरुवात असणार आहे.
हं. अच्छा. <chuckles> हं. ओहो. अच्छा. अरे देवा! हं. अच्छा. हं. वाह! हं. हो ना? हो. खरंच. हं, हं. खरंच, खूपच छान! म्हणजे खरोखर त्या दिवशी तुम्हाला इतकं जो स्ट्रेसफुल दिवस होता, त्याच्यापासून म्हणजे तुम्हाला तिथे सुटकारा मिळाला नाही का? तिथे बसल्यावरती असं वाटलं असणार, की हाश चला झालं सगळं गेलं ते, <chuckles> आता नवीन सुरुवात करूया नाही का?
हो, हो. हो. हो.
वा! मग मला असं सांगा की आपल्या रोजच्या आयुष्यात तर भरपूर धावपळं असते ना आणि गजबज गजबज चाललीच असते काही ना काही एका पाठोपाठ एक कामं असतात. तर अशावेळेस तिथे समुद्रावर जे शांत वेळ तुम्ही घालवतात. तेव्हा तुम्ही तिथे बसल्यावर म्हणजे कधी असं होतं का? की फोटो काढतात तुम्ही सनसेटचे किंवा स्वतःचे सेल्फी किंवा काही असं लिहायला तुम्हाला इन्स्पायर हो होतं का?
हो. अ, मला आठवतंय की अ, म्हणजे फोटोच तर आपण काढतोच. समुद्राचे काढतो, स्वतःचे पण काढतो आणि अ, कसं होतं ना, ते दुसऱ्यांना दाखवताना खूप प्राउड फीलिंग होतं, की हे बघ, एवढा चांगला सनसेट किंवा सूर्यास्त झालेला आणि आम्ही तेव्हा तिथे होतो. कारण कसंय ना सगळ्यांना ती गोष्ट बघायला भेटत नाही. सगळ्यांना एवढ्या गोष्टीमध्ये बिझी असतात ते, की कधी-कधी तो अनुभव पण घ्यायला भेटत नाही. पण जेव्हा केव्हा आपण एखाद्या सूर्यास्ताचा अनुभव दुसऱ्यांना सांगत असतो, आपण त्या व्यक्तीला सुद्धा आपल्या अनुभवासोबत त्याच्यामध्ये घालत असतो आणि सांगत असतो, की अरे, हे असं झालेलं. हे तसं झालेलं. तेव्हा मी तर सांगेन की एखादा फोटो काढून तो शेअर करायला मला खूप आवडतं. पोस्ट नाही करत कोणासोबत पण घरच्यांसोबत किंवा जे मित्र-मैत्रिणी असतात त्यांना सांगायला खूप आवडतं, की हे बघ, आमच्या इथे असा सूर्यास्त होतो किंवा आमच्या इकडे सनसेट असा होतो. समुद्र जवळ असतो. बाकीच्या गोष्टी असतात, मित्रमैत्रिणीसोबत आमचे फ्रेंड्स किंवा घरचेपण असतात.
हं. हां. हो. हो ना. हो. <chuckles> हं, हं. वाह! हं.
तर हे सगळं सांगताना असं प्रसन्न होतं आणि समोरच्याला पण खूप भारी वाटतं. त्यांना असं कुतूहल वाटतं, की अरे मला पण तुमच्याकडे येऊन सूर्यास्त बघायचंय म्हणून.
वाह! किती छान एक्सपिरियन्स ना, म्हणजे त्यांना तो एक्झॅक्ट एक्सपिरियन्स अनुभव तुम्ही देतात. तिथे न असल्यामुळे पण त्यांना असं, असं नाही वाटणार, की आपण काहीतरी मिस केलंय. ते फोटोज् बघून किंवा ते वर्णन तुमच्या तोंडी ऐकून, त्यांनाही तेच सेम अनुभव होतो.
हो. हो.
वाह! खरंच खूप छान वर्णन केलं तुम्ही या सुर्यास्ताबाबतच आणि मला मजा आली हे संवाद तुमच्यासोबत ऐकून, की किती छान तुमची अशी एक्सपिरियन्सेस आहे. आणि ते फिजिक्सच्या पेपरचं. <chuckles> खूपच छान. खूप आभार तुमचे आणि मनःपूर्वक धन्यवाद.
<chuckles> मला पण तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं, म्हणजे असं वाटलं की जुन्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या. आणि म मी तर सांगेन की मला आता खूप प्रसन्न असं फील होतंय. तर एवढ्या चांगल्या संवादासाठी खूप-खूप आभार आणि धन्यवाद.
हं. हो ना. तुमचंही धन्यवाद.